हो का? अरे वाह!
नक्कीच. त्यामुळं तर असं म्हणतात ना आपल्याकडे ऋषीमुनी जे काही आपली परंपरा आहे, त्याच्यामध्ये 3:00 वाजता उठण्याला किती महत्त्व आहेत. बघा ना कोणतेही योगी, ऋषीमुनी हे 3:00 नंतरच तपश्चर्या करतात. आपण कधी बघतो का त्यांना मध्यरात्रीला उठून सुरुवात केली म्हणून? कधीच नाहीत.
किती चांगले आहे! हम्म. हो का? नाही. नाही. खरंच.
नक्कीच. आणि मग आपण जर लवकर उठून जर योग्य व्यवस्थित आपलं शेड्यूल असेल ना, तर आपली लाईफ बल्ले-बल्ले. काहीच टेन्शनच नाहीत. <chuckles>
हं, हं. <giggles> खरंच, खरंच. खूप छान ना, बघा ना, सकाळी उठण्याची सवय पण काहीतरी सर्जनशीलता घेऊन येते आपल्यासोबत, नाही का? मग मला तुम्ही असं सांगा, तुमच्या दैनंदिन रुटीनमधून कोणत्या अशा छोट्या सवयी आहेत का महिन्यात मोठा बदल घडवून आणू शकतात? म्हणजे काही उदाहरण सांगाल? सकाळी काय करायचं? दुपारी काय सुट्टी घ्यायची? रात्री काय लिहायचं? असं रुटीन मला थोडं सांगा ना.
नक्कीच. नक्कीच. बघा सकाळी उठल्यानंतर तर काय असतं की अ, आपण सकाळी उठतो प कारण हे आज दिवसाचं जर शेड्यूल म्हटलं ना, तर याचं आदल्या रात्रीच लिहिलेलं असतं हं मी. आज आदल्या रात्री लिहायचं. मग ते हो, नक्कीच. माझी प्रत्येक गोष्ट ही मी लिहून ठेवते, की काय असतं की आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळी काय करायचं आहे. म्हणजे मला उद्या सकाळी किती 6:00 वाजता उठायचं आहे की 5:00 वाजता उठायचं आहे? ओके. मग 5:00 वाजता उठणार. अ, 10-15 मिनिटं आपलं थोडं फ्रेश होणार, मग अ, योगा वगैरे करणार, थोडंसं मॉर्निंग वॉक करणार. इ नंतर आलं की मग आपलं घराचं क्लिनिंग. तोपर्यंत बाकी सगळे मेंबर्स उठलेले असतात. मग सगळ्यांच्या अंघोळी हो, सगळ्यांचे अंघोळी होतात. मग सगळ्यांचे सगळ्यांसाठी आपण ब्रेकफास्ट बनवायचा, नाश्ता करायचा आणि हे सगळं करत असताना आपलाही ऑफिसची रेडी म्हणजे तयारी करायचीत. आणि कसं असतं मुलांना स्कूलला सोडून दिलं की मग माझी सुरुवात होते उम्म, ऑफिसला जाण्यासाठी. पण कसं असतं ना की मी ऑफिसला जातांना तर आमची ऑफिसची बस असते. मग त्या बसमध्ये ना आपण तर तसंही काय सारखं-सारखं एकच रस्ता आहे. मला सांगा एनी टाईम त्याच रस्त्याने प्रवास आहे. आता डोळे झाकून जरी प्रवास केला ना, तरी लगेच लक्षात येतं ही बस कोणत्या घाटातनं कुठल्या मार्गाला वळत आहे. डावीकडं वळत आहे, उजवीकडं वळत आहे. तर कुठली टपरी आली आहे. त्यामुळं आता डोळे बंद करायचे. एकतर झोपून घ्यायचं. नाही, तर मग न्यूजपेपर रीड करायचं. माझं ठरलेलं आहे की बसच्या पूर्ण प्रवासामध्ये माझा न्यूजपेपर तयार झालाच पाहिजेत. कारण नंतर वेळच नाहीयेत.
बरोबर. हो. अच्छा. म्हणजे लिहून ठेवतात का? अरे वाह! आहा! हं. बरोबर. अरे बापरे! मस्त रुटीन आहे. <chuckles> हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं. <giggles> हो. बरोबर. बरोबर. हो? मस्त!